हं, मग मी म्हटलं एक काम करू, अ, मी ती घेतले 3-3 खराब झाले म्हणून. म्हटलं व्हाइट लावू आणि नंतर घरी आणलं ना, एक ठिकाण लावलं आणि चेक केलं, मला भारी वाटली लाईटचा कलर. अरे वाह! म्हटलं. मी म्हटलं एक काम करू. हॉलमध्ये सगळंच एकच कलर कलर करून टाकू आणि मग ती लाईट काढल्या हॉलच्या आणि बाकीच्या पण आणि सगळीकडे एक कलर केलं आणि एक अजून दुकानातून जवळच्या एक सेम कलर घेऊन आलो, मि मिक्सिंगवाला आणि थोडे मिसमॅच झाले ते लाईटमध्ये इथल्या कलरच्या आणि त्या अ, तिथून सिटीतनं आणलेल्या, मग ठीक आहे म्हटलं, एवढं चालतं नाही का? 19-20 आणि 4 ही अ, खोलल्या अ, मी त्याला व्यवस्थित क्लिप खोलली आणि त्याची वायरिंग वगैरे खोलली आणि परत मग नवीनवाले लावून वायरिंग अटॅच करून त्याला सेलो टेप लावून, परत आतमध्ये व्यवस्थित क्लिप ढकलली. नाही का? आणि नंतर ते
हं, अच्छा. बरोबर. ठीक आहे. अ, आलं माझ्या लक्षामध्ये. तुम्ही मस्त प्रयत्न केला ते फिक्स करण्याचा, पण कोणताही अ, डी-आय-वाय प्रोजेक्ट करण्यासाठी काय नेमकी पहिली पायरी घ्यावी लागते आणि काय अ, एक अ, जनरल प्लॅन म्हणतो आपण, करावा लागतो?
अ, माहिती घ्यावी लागते सगळ्यात पहिले की ते कसं कारायचं आहे. नाही का? म्हणजे अ, माहितीशिवाय काही होत नाही.
हां. हं, हं. म्हणजे बिना माहितीचं डायरेक्ट तुटून पडू नका. आधी माहिती काढा काय आपण नेमकं करतो. नाहीतर अ, आपण म्हणतो ना, फीसकूनही जातं जे करायचं आहे ते.
हो, हो, हो, हो, हो. आणि तेच सांगत होतो मी आधी की बिना माहितीचे मी गेलो, मी घरातले कनेक्शन बंद नव्हते केले, नाही का मेन आणि तिसरा जो लाईट खोलायला गेलो ना, मी मी चौथा शेवटचा अ, तिथं ते मला कळलं नाही, त्याला एका वायरीला आहे ना, कमीत कमी 3 वायरी ब्लॅकच्या जोडल्या होत्या. असं का केलं? आणि मी जसं केलं खोललं, अन जसं वायर हातात धरली, तेव्हा करंट नव्हतं लागत चेक असा लावला हात तर आणि नंतर बसवताना वायर पिळताना लागला ना जोरात झटका, खटकन. <chuckles>
हां. अच्छा, अच्छा. <chuckles> हां. हां. अरे बापरे! हं, खूप जास्त जर हं, हं.
असला घाण खटका. मग मला अक्कल आली आणि मग मी ते स्विच बंद करून ते काम केलं.
म्हणजे अ, ही अशा काळजी घेतल्या पाहिजेत, छोट्या-छोट्या म्हणजे अ, स्विच वगैरे बंद करा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल तर.
<smacks lips> आणि हां. मेन स्विच बंद करायचं. नुसतं बटन बंद करून नाही होत. <chuckles>
हं. <laughs> बरोबर.
आणि अ, त्यानंतर मग मी काय केलं? कारण की काय आहे ना, आमचे 2 फ्लॅट आहेत. मला असं वाटतं, की तिथलं फ्लॅटचं कनेक्शन चालू असेल मे बी म्हणून तिथे तो करंट पास होत असेल, आर्थिंगमधनं की काय इशू असेल.
अच्छा. हां, अगदी बरोबर. कधी-कधी एकच जो आपला सर्किट जो असतो तो, वेगवेगळ्या स्विचनं कंट्रोल केला जातो, तर तसं तुमच्या ह्याच्यामध्ये झालं, केसमध्ये झालं.